नक्कीच, सिनेमागृहात आपण जाऊन बसतो तेव्हा इतर लोकंही आपल्या आजूबाजूला बसलेले असतात आणि आपण एक छान मोठ्या अशा अंधारी अ, एसी असलेल्या हॉलमध्ये अ, बसलेलो असतो. आणि तो एक अनुभवच वेगळा असतो, कारण आपण पब्लिक प्लेसमध्ये असतो. आणि घरी आपण ॲप्सवरती किंवा एखाद्या स्ट्रीमिंग सेवेवरती जेव्हा एखादा चित्रपट किंवा शो पाहतो, तर त्यात आपण कधी-कधी एकटे असतो किंवा आपल्या परिवारातले लोक त्यात असतात. तर घरी एसी असेलच असंही नाही. पण अ, घरचा अनुभव म्हणजे तो अगदी आपण कशाही कपड्यांमध्ये कशाही कम्फर्टेबल पोझिशनमध्ये बसून आपण बघू शकतो. त्यामुळे अगदी वेगळे जमीन-आसमानचे फरक आहेत असं म्हटलं तरी चालेल. <chuckles>
हं, हं, हं. हो. हं, हं, हं. अच्छा. हं. हं, हं, हं. हो. हं, हं. हं, हं. हो. <chuckles> हं, हं, हं. हो, हो. हो. <chuckles> अ, स्ट्रीमिंग्समध्ये तुम्ही कशा-कशावर अ, सिनेमा पाहता, हे सांगू शकता का? कोणते ॲप यूज करता?
अ, हां, 2-3 म्हणजे Netflix आहे, Amazon Prime आहे, Disney, ZEE5 हे सगळे ॲप्स तर आहेतच YouTubeवरती आपण कितीतरी मूवीज किंवा शोज स्ट्रीम करून पाहतो त्यामुळे मज्जा येते, ती बघायला आणि भरपूर वेळ आपल्याला घालवता येतो जर एखाद्या दिवशी फ्री असेन मी, तर असंही होतं की हे सगळे ॲप्स मी एकेकदा उघडून आयदर टीव्हीवरती किंवा मोबाईलवरती उघडून ते सगळेयावरचे थोडे-थोडे शोज अगदी दिवसभर 8 तास मी त्यावर घालवू शकतो. <chuckles>
हं, हं, हं. अच्छा, हं, हं, हं, हं. हो. हं, हं, हं, हं. हं, हं. हो. हं, हं, हं. अच्छा. हं, हं, हं. हं, हं, हं, हं. अच्छा. हं, हं, हं. अ, पण तसं म्हटलं तर आता YouTube वगैरे जे काही-काही स्ट्रीमिंग्स आहेत, ते आता नवीन आलेले आहेत. तर जुन्या काळात ते काही नव्हतं. त्या काळात सिनेमागृहात जाऊनच अ, मूव्ही पाहिली जायची. तर अ, मग तुम्हाला काय वाटतं म्हणजे आत्ता आत्ताच्या काळात जे पाहतात, स्ट्रीमिंग्सवर ते चांगलं की जुन्या काळात पाहत होते सिनेमागृहामध्ये जाऊन ते छान?
हो. हो. हो. हं. मला असं वाटतं की प्रत्येक काळ वेगळा असतो आणि प्रत्येक काळाची डिमांड म्हणा किंवा आवड म्हणा. प्रत्येक जनरेशनची आवड वेगळी असते. त्यामुळे आपण असं नाही म्हणू शकत की आजचा काळ चांगला आणि कालचा चांगला होता. पण अ, तेव्हा त्या काळात तेवढी डेव्हलपमेंट नव्हती किंवा तेवढ्या गोष्टी नवीन आलेल्या नव्हत्या. त्यामुळं अ, असे लोकांना निवडण्यासाठी पण काही ऑप्शन्स नव्हते, त्यामुळं लोक सिनेमागृहातच जाऊन बघायचे. आणि जसं मी सुरुवातीला म्हणालो की एसीमध्ये आपण जाऊन बसू शकतो, तेव्हा तर एसीही नसायचे पंखे असायचे. मी स्वतः कितीतरी छोट्या-छोट्या सिनेमागृहांमध्ये जाऊन पिक्चर बघितले आहेत. आणि तेव्हा तिकडचे अनुभव, तिकडचे वास सगळे एकदम वेगळे असायचे. पण आज आपण जे सगळ्या स्ट्रीमिंगवरती अ, इझिली सगळे मूवीज किंवा चित्रपट बघू शकतो अ, त्याचाही एक अनुभव वेगळा आहे, कारण आजची लोक खूपच बिझी झाली आहेत, आजची धावपळाच्या जीवनात. खूप अवघड झालंय की 3 तास काढून आपल्या सगळ्या परिवाराला घेऊन जाऊन ट्रॅफिकमधून सगळ्यांशी भांडत-भांडत जाईपर्यंत खूप वेळ जातो आणि खूप आपलं एनर्जी पण संपून जाते पूर्ण. आणि खर्चही भरपूर होतो. त्यामुळे दोन्ही ऑप्शन त्या-त्या काळासाठी बेस्ट होते असं मला वाटतं.
हो. हं, हं, हं. हं, हं. हं, हं, हं. हं, हं. हो. हं, हं, हं. हं, हं, हं. हं, हं, हं. हो. हं. हो. हं, हं, हं. अच्छा. हं, हं, हं. अच्छा. <chuckles> हं, हं, हं. हं, हं, हं. हो. हं, हं, हं. हं. हो. हं, हं, हं, हं. अ हं, हं, हं. हो.

अच्छा. अ, तुम्ही असं पूर्ण फॅमिलीला घेऊन किंवा सिनेमागृहात पिक्चर पाहायला गेलात का? कोणता एखादा सिनेमा पाहिला का? अ, तो खूप छान कौटुंबिक होता. त्याबद्दल काही अनुभव सांगू शकता का?
हो नक्कीच म्हणजे कौटुंबिक अ, सिनेमा म्हटलं की "हम आपके है कौनची" आठवण येते. आणि मी एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये तो पिक्चर रिलीज झाला होता. ऑगस्टमध्ये <clears throat> एक्सक्यूज मी. तो तो आम्ही सगळे घरचे अ, नातेवाईक, माझ्या मावस बहिणी, मावश्या सगळ्यांनी आम्ही जाऊन तो एका छोट्याशा साध्या सिनेमागृहात जाऊन पाहिला होता. आणि तो त्यावेळेस 3.30 तासाचा पिक्चर होता आणि आम्ही बोर नाही झालोत अजिबात कारण अ, आम्ही सगळे एकत्र होतो, खात होतो, मज्जा करत होतो. ती गाणी गाण्यांवरती मनातल्या मनात नाचत होतो गाणी गुणगुणत तो अ, पिक्चर बघत त्यामुळे तो एक कायम लक्षात राहील असा अनुभव आहे माझा.
हं, हं. हो. हं, हं. अच्छा. हं, हं, हं. हं. हं, हं, हं. अच्छा. हं, हं, हं. अच्छा. हं, हं. अच्छा. हं, हं, हं. हं, हं, हं. हो. हं, हं. अच्छा. अ, तुम्हाला उत्साह कशात जास्त वाटतो? म्हणजे स्ट्रीमिंगवर मूव्ही पाहताना जास्त उत्साह येतो किंवा मग सिनेमाघरा घरामध्ये पाहताना जास्त उत्साही वाटतं वातावरण वगैरे तिथलं सगळं हे सराउंडिंग एक एकदम?
उ उत्साहित नक्कीच मला सिनेमागृहात जास्त वाटतं. कारण अ, तिथं एकतर अ, आपण ते सगळे खाद्यपदार्थही घेतलेले असतात जे आपण कदाचित घरी खात नाही. पॉपकॉर्न म्हणा किंवा समोसा म्हणा, जे सिनेमागृहात खाऊन जायचेच पदार्थ आहेत असं मी म्हणेन. आणि तिथे जाऊन आपण बसून जे खातो आणि मध्ये इंटरव्हल असते आणि मग त्या इंटरव्हलमध्ये आपण बाहेर येतो, परत पाणी पितो, वॉशरूमला जातो म्हणजे इकडे-तिकडे फिरतो आणि सेल्फी काढतो आजकाल तर त्यामुळं अ, इतकी मज्जा येते आणि म्हणजे उत्साह, एक्साईटमेंट ती जास्त सर्वात सिनेमागृहातच वाटते. आणि घरातल्या घरात तर आपण कॅज्युअली कधीही बघू शकतो. पण अ, घरी मला स्ट्रीमिंगवर तेव्हा बघायला आवडते जेव्हा मी एखादा माझ्या ग्रुपला बोलावलं असेल. आणि त्या ग्रुप सोबत जर मी एखादा पिक्चर बघायचा ठरवला असेल, तर मग आम्ही सगळे बसून तो बघतो आणि मग आम्ही सगळे मिळून एन्जॉय करतो.
हं, हं, हं. हो. हं, हं, हं. हं. हो. <chuckles> हं, हं, हं. हो. हं, हं, हं. हो. हो. हं, हं, हं. हं, हं, हं. हो. हं, हं, हं. अच्छा. हं, हं, हं.

हं, हं, हं. अ, तुम्हाला म्हणजे कोणता अनुभव तुम्ही सांगू शकता का की तिथे गेल्यानंतर तुम्ही अनु खूप छान अनुभव आला, सिनेमागृहातला की तो मूव्ही पुन्हा-पुन्हा सिनेमागृहातच पाहावा वाटला Netflixपेक्षा क किंवा स्ट्रीमिंग्सवर घरी पाहण्यापेक्षा तो तिथेच सुंदर वाटतो पाहायला, असं केव्हा वाटलं?
हो, नक्कीच, मी रिसेंट एक्झॅम्पलच देऊ शकतो. मी अ, एक इंग्लिश पिक्चर आहे भुताचा Annabelle हा पिक्चर. मला भुताचे पिक्चरच खूप आवडतात बघायला आणि अ, घरात तर अर्थातच भीती वाटते भुताची पिक्चर बघायला, पण थेटरमध्ये जो एक आपल्याला अनुभव येतो किंवा एक ती भीती निर्माण होते किंवा ते सगळीकडून आवाज येत असतात 4 ही बाजूंनी, 4 ही भिंतींमधून, ते बघण्याचा जो एक अनुभव असतो आणि तेही आपली जर जवळची मित्र-मैत्रिणी असतील आपल्याबरोबर, तर अ, तो एक नेक्स्ट लेव्हलचाच अनुभव असतो आणि आपण एकदमच अ, घाबरून जातो आणि सगळ्यांबरोबर जास्त मज्जा येते असं मला वाटतं. आणि तो ती आठवण म्हणजे नक्कीच आहे आणि त्यानंतर अर्थात मी येऊन तोच सेम चित्रपट अ, आपल्या स्ट्रीमिंग ॲप्सवरती पण बघितला. पण तो अनुभव पूर्णपणे वेगळा होता. कारण मी एकटा होतो मग घरी आणि मला फक्त तो परत एकदा बघायचा होता म्हणून मी पाहिला. पण जो सिनेमागृहात मी पाहिला होता, तो अनुभव एकदम वेगळ्याच लेव्हलचा होता असं म्हणते वेगळ्याच दर्जाचा.
हं, हं. अच्छा, अच्छा. हं, हं, हं. अच्छा. हं, हं, हं. हं, हं, हं. अ, हो. हं, हं, हं. <chuckles> अच्छा. हं, हं, हं. हो. हं, हं, हं. हं. हं, हं. अच्छा. हं, हं, हं. हं, हं, हं, हं, हं. अच्छा. हं, हं, हं. अच्छा. आता सिनेमागृहात गेलं तर तिथे साउंड किंवा अ, स्क्रीन सगळं काही मोठं असतं. मग तिथे पाहायला जास्त छान वाटतं की आपल्या छोट्या स्क्रीनवर आपण घरात पाहतो ते छान वाटतं तुम्हाला?
हो. मला तरी पर्सनली मोठ्या स्क्रीनवर बघायलाच छान वाटतं. कारण अ, तो एक अ, कॅनव्हास जो असतो तो इतका मोठा असतो आणि आपल्याला आपले 2 डोळे पुरत नाहीत तो अख्खा पिक्चर बघण्यासाठी आणि त्याचबरोबर जे साउंड सगळे आवाज इकडून-तिकडून येतात. अ, आणि आज-काल तर खूप ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी असल्यामुळे समोरूनच नाही तर साइडनीही आवाज येत असतात. त्यामुळं अ, ते बघायला तर इतकं छान वाटतं. तो अनुभवच टोटली वेगळा असतो. पण आपल्याला जर पुन्हा-पुन्हा पाहायचा असेल आणि सिनेमागृहात जाऊ शकत नसू तर नक्कीच आपण स्ट्रीमिंग सेवेतून हे चित्रपट पाहू शकतो. आणि आपल्या कन्व्हिनियन्सप्रमाणे पाहू शकतो म्हणजे मी माझ्या बेडवर आडवा पडूनही एखादा चित्रपट पाहू शकतो त्यामुळं स्ट्रीमिंग सेवाही अ, तितकीच मला आवडते.
हं, हं. अच्छा. हं, हं, हं. हो. हं. हं, हं, हं. हं, हं, हं. हं, हं, हं. हो. हं, हं. हं, हं, हं, हं. हं, हं, हं. हं, हं, हं.